आपल्यापैकी ना अनेकजण रोजचं जेवण म्हणजे रोजचं जेवण बनवतात. कधी-कधी अ, म्हणजे आता ते थकवाही येतो की रोज-रोज काय तेच बनवायचं, पण काही लोकं त्या रोजच्या जेवणालाही एक छोटा उत्सव बनवतात असं म्हणता येईल, की नवीन चवी, लहान बदल, नवीन पद्धती. मग स्वयंपाकाला क्रिएटिव्ह बनवण्याचे तुमचे काही नियम आहेत का तसे?
नक्कीच. अ, तर नियम सांगायचे म्हटले तर आम्ही नियमांपेक्षा असं ठरवलंय की आमचा लहान मुलगा आहे आणि लहान मुलं म्हणजे त्यांना सगळं चमचमीत छान म्हणजे हॉटेलमध्ये दिसतं तसं खायला आवडतं.
हो. हो, अगदी म्हणजे आकर्षण असतं त्यांना एक हं. हो..
आकर्षण असतं. तर आम्ही आजकाल कसं केलंय की अगदी हॉटेलांमध्ये जसं देतात ना तसंच जेवण आम्ही घरी वाढतो. तेव्हा हॉटेल आणि काही वेगळं करायला लागत नाही. थोडासा सलाद कापून जर असा बाजूला ठेवला, एखाद्या वाटीत थोडासा सॉस वगैरे ठेवला आणि मग स्वयंपाक वाढला की मुलांना वाटतं, अरे, वा! काहीतरी वेगळं आहे. तर आजकाल आम्ही असं ठेवलंय की स्वयंपाक कधी-कधी तर तोच असतो. पण आम्ही प्रेझेंटेशनवर खूप भर देतो आजकाल. म्हणजे ते दिसायला इतकं सुंदर दिसावं की म्हणजे ती खायचीच इच्छा व्हावी. आणि एक सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे आजकाल MAGGI सुद्धा साधी MAGGI सुद्धा आम्ही घरी करतो. तेव्हा त्याच्यात मशरूम घालतो, कांद्याची पात घालतो, त्याच्यात हो ना. वरनं अशी छान कोथिंबीर पेरतो, बाजूला थोडी कापलेली कोबी वगैरे ठेवतो. तसं जेव्हा माझा मुलगा बघतो त्याला वाटत हे हॉटेलातनच मागवलंय म्हणून आणि तो आवडीने खातो.
अरे वाह! हो, हो. हो ना. हो. अरे वाह! हो, नक्कीच. हो का? अरे वाह! हो ना. अगदी. एवढं छान म्हणजे तुम्ही अ, ती डिश सजवताय तर मग कोणालाही खायची इच्छा होणार म्हणता येईल. पण स्वयंपाकात क्रिएटिव्ह असणं म्हणजे नेमकं तुमच्यासाठी काय आहे? चव पण पाहिजे त्यात तेवढीच का फक्त दिखावा म्हणजे जे दिसतंय ते असं?
हो ना. तर चव पण असलीच पाहिजे तर आजकाल कसं होतं आपल्या सगळ्यांकडे YouTube आहे. तर आपल्याला जर, साधी फ्लॉवरची भाजी जरी करायची असली आणि आपण ते YouTubeवर सर्च केली. तर आपल्याला पन्नास प्रकारच्या रेसिपी वेगवेगळ्या मिळतील, प्रत्येक प्रांतातली वेगळी रेसिपी. अगदी परदेशातसुद्धा कोब फ्लॉवर वगैरे खातात तर तिथल्या रेसिपी. तर कुठेतरी तर कुठेतरी आपल्यालाच वाटतं नाही का, की आपण स्वयंपाक म्हणजे काय कांदा, टमाटा, लसूण वगैरे सगळं वाटतो, ते भाजतो, मग त्यात भाजी शिजते. थोडासा गरम मसाला घालतो, हळद, तिखट, मीठ असं घालतो. तर कुठे ना कुठे एक सेम चव येते आणि ते अगदी म्हणजे हॉस्टेलमध्ये नाही का हॉस्टेलमधले जे मेस वगैरे असतात तिथे जेवल्याचा अनुभव होतो.
हो. हो ना. हो. अगदी नवीन असतं. हो. हो. हो मेसचं जेवण. <chuckles> अगदी बरोबर. अ, म्हणजे अ, हा जो तुम्ही काही क्रिएटिव्हपणा करतात, तर हा अ, एखादी नवीन पदार्थ बनवण्यासाठीच करतात, की काही म्हणजे स्वयंपाकातलं रोजचं जे आहे त्यातच बदल करतात?
हो. हां. अगदीच तर होतं कसं, तर आता मी बोललो होतो की आम्ही MAGGIमध्ये जसे मशरूम वगैरे ठेवतो. तर आता बऱ्याच वेळा अ, आम्ही फ्रिजमध्ये मशरूम या भाज्या आम्ही नेहमीच ठेवतो. तर आता होतं कसं की बऱ्याच वेळा आपल्या फ्रिजमध्ये भात असतो उरलेला आणि उरलेला भात म्हणजे आपण त्याचा फोडणीचा भात करतो. आता फोडणीचा भात मला आवडतो तर खूप पण असं. रोज, रोज, रोज खाऊन मुलं सुद्धा नाही म्हणतात की नको. तर पण भात हा प्रकार इतका छान आहे, की त्याच्यात तुम्ही हवं ते घालू शकता. आणि त्याचे खूप सुंदर-सुंदर आपण वेगवेगळ्या अ, व्यंजन त्याची करू शकतो. तर आम्ही ही करतो. तर आम्ही कधीतरी भा भाज्या वगैरे टाकून, त्या जरा चाइनीजचे मसाले, सॉस टाकले. की छान पनीर फ्राईड राईस म्हणा, मशरूम फ्राईड राईस म्हणा करता येतं. तुम्ही किंचितसा बिर्याणी मसाला वगैरे घातला, तर बिर्याणी राईस होतो. तर असे बरेच छान-छान प्रकार आपण YouTube वर वाचून वगैरे घरी करू शकतो.
हो. हो. हो. हो. अगदी बरोबर. हो, का? अरे, वाह! हां. अरे, वाह! वाह! अरे वाह! खूप सुंदर.
आणि आम्ही कसं केलंय, की छान म्हणजे हॉटेलमध्ये असतात तशा प्लेटी आणि वाट्या सुद्धा आणल्यात. म्हणजे नाही का ते रंग रंगाच्या, एकदम छान डिझाइन असलेल्या. तर मग आम्ही मुलाला वगैरे आणि आम्ही खातो त्याच्यात. छान आम्ही असं ठेवून खातो, म्हणजे आम्हालाही वाटतं, की चला, छान हॉटेलमध्ये जेवतोय आपण.
हो, का? हो, अगदी बरोबर. अरे, वा! म्हणजे अ, पूर्ण ती घरीच ती फिलिंग घेऊन, तो मजा घेऊन घ्यायचा. <chuckles> मग एखादं सामान्य जे आपण म्हणजे घरगुती पदार्थ असतो, तर त्याला तुम्ही अ, म्हणजे कच्चा माल जो असतो, त्याच्यात जो वापरतात. त्याला काही बदल करतात की अ, फायनल टचमध्ये काही, जसं की वरतून सॉस काही वगैरे ॲड करायचं का मग म्हणजे अ, जे आपण पहिलेच भाजी वगैरे घेतो, त्याला काही वेगळ्या पद्धतीने शिजवतात वगैरे असं काही काय क्रिएटिव्ह करतात त्याच्यात असं?
हो, ना. अगदीच, अगदीच. हं. हो. तर असं करतो की भेंडी हा प्रकार आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो. आणि भेंडी आम्ही आठवड्याला मागवतो म्हणजे अगदी 1-1 किलो भेंडी आम्ही मागवतो दर आठवड्याला. तर होतं कसं तर तीच भेंडीची भाजी साधी जी आपण चिरून भेंडीची भाजी करतो. तर आता म्हणजे पद्धत तर आता तीच आहे. तर त्याच्यात बदल काय करणार? तर आम्ही अशा बऱ्याच रेसिपी ह्या शोधल्या. म्हणजे आम्ही कधी-कधी जर खूप वेळ असला रविवारी वगैरे तर भरलेली भेंडी करतो. कारण ते वेळ लागतो भरलेली भेंडी करायला वेळ लागतो. कधी ताकतली भेंडी करतो, कधी म्हणजे भेंडीला असं बेसन वगैरे आपण लावून ते तळल तर छान क्रिस्पी भेंडी असा एक प्रकार असतो, तो बनतो. तर आम्ही अगदी साधा वरण-भात आणि त्याच्याबरोबर असा भेंडीचा एखादा चांगला पदार्थ असला, आम्ही तिघंही आवडीने जेवतो.
अरे वाह! फारच छान. हो. हो. हो. अरे बापरे! हो का? हो. अरे बापरे! वरण-भातासोबत भेंडी मी पहिल्यांदा ऐकतेय. खूप छान वाटतंय ऐकायला, खाऊन बघावं लागेल.
नाही, कसं ना आपण हो ना आपण शहरात राहतो बघा नवरा-बायको दोघंही नोकरी करतात आणि दोघांनाच घरातही तेवढंच काम करायला लागतं. तर कुठे ना कुठेतरी आपण आपले नियम बनवतो, म्हणजे स्वयंपाकाचे.
हो. हो. अगदी बरोबर म्हणालात. पण असं कधी झालंय का, की एखादी पदार्थ तुम्ही बनवायला घेताय, त्यात तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची आहे, पण अ, जो काही आता लक्षात नाही राहत ना, की किती मटेरिअल काय असं. तर मग अशा वेळी काही कमी पडलं, एखादी भाजी कमी आहे आणि मटेरिअल जास्त बनलं, तर मग अशावेळी तुम्ही कसं ते मॅनेज करता?
हो, हो, हो. तर अ, झालंय कारण एकदा कसं झालं, की आम्ही चिकन बिर्याणी घरी बनवायचा प्रयत्न केला. आम्ही म्हटलं, आता बिर्याणी काय, कशी जमत नाही, तर करून बघूया. रविवार होता, वेळ होता. तर भरपूर आम्ही व्हिडिओज पाहिले, लिहून घेतलं काय काय. मी आणि माझी बायको दोघेही सकाळपासून आम्ही किचनमध्ये काय-काय, ह्याला दही लावा, त्याला हे करा, ते करा. करत करत ते चिकन बिर्याणी, जेव्हा असं त्या रेसिपीप्रमाणे म्हणजे आता ती तयार झाली पाहिजे रेसिपीप्रमाणे. आम्ही जेव्हा पाहिलं, तेव्हा तांदूळ कच्चा, चिकन कच्चं आणि म्हणजे. कशालाही कसलीही चव नाही. तर आता आम्ही विचार केला, की काय करावं म्हणून. आता फेकून द्यावं का कारण एवढं कुकर भरून एवढं सामान फेकून कसं द्यावं, तर आम्ही काय केलं, की चव आम्ही साधारण पाहिली, तर चव मिठाची वगैरे बरीच होती. म्हणजे एवढी काय वाईट नव्हती.
हो का? हां. हो. हां. हो. हं. हां. अरे, बापरे! हो ना. हं. हां.
आम्ही काय केलं, की त्याच्यात 2 कप पाणी घातलं आणि सरळ आम्ही 3 शिट्ट्या दिल्या त्याला.
अरे बापरे!
आणि 3 शिट्ट्यांमध्ये तो छान भातही शिजला, चिकन ही शिजलं आणि थोडीफार, म्हणजे काटकसरीची बिर्याणी आम्ही घरातच केली. तर म्हणजे अगदी फेकून नाही द्यायला लागलं आम्हाला पण थोडेशे प्रयोग वगैरे विचित्र आम्हाला करायला लागले.
हो. अरे वाह! हां, हां म्हणजे एकूण-एक सांगता येईल, की हा एक तुमचा फेल होत होत वाचलेला प्रयोग आहे. <laughs> आणि त्यात तुम्ही शिकले ही की अ, काय करावं, कसं करावं? अ
वाचलं. हो ना. नाही. आम्ही हेच शिकलो की आम्हाला बिर्याणी करता येत नाही. तर त्याच्यानंतर आम्ही कधी केली नाही घरात बिर्याणी.
<laughs> अरे! अरे बापरे! मला वाटलं, की अजून चांगली ट्राय केली असणार. <chuckles>
नाही, नाही, नाही, नाही. बिर्याणी म्हणजे फोडणीचा भात त्याच्यात आम्ही मसाला बिर्याणी मसाला घालतो तीच आमची बिर्याणी असते आजकाल.
अच्छा मग तुमची फेल्युर टेक्निक काय आहे? म्हणजे अ, की काय, आता हा एक बिर्याणीचा झालं. अजून अ, एखादा पदार्थ जर फेल झाला, तर तुम्ही काय टेक्निक वापरतात? आता समजा पाहुण्यांना बोलावलं गेलं आणि तो पदार्थ फेल झाला बनवायला मग त्यावेळी काय बाहेरून पार्सल आणता?
हो. हो. तर आमच्या सुदैवानी, आमच्या घराजवळ असं एक हॉटेल आहे. तिथे म्हणजे आपण किलोच्या भावानी मागवू शकतो. म्हणजे तुम्हाला जर छोले पुरी हवी असेल, तर ते छोले म्हणा, नाहीतर पावभाजीची भाजी म्हणा, किलोच्या भावानी मागवता येते. तर असं जर आमचा खूपच, त्याला मराठीत आपण पोपट होणं म्हणतात, तर आमचा कधी झाला तर आम्ही फोन उचलतो आणि लगेच तिथनं येतो. तर तो माणूस आम्हाला विचारतो, की कितीजण जेवायला आहेत. आम्ही त्याला म्हटलं 8 जण जेवायला आहेत, तर तो साधारण 40 पुऱ्या पाठवतो. किंवा त्या अंदाजाने पाव पाठवतो. कधी कमी होतं, कधी जास्त होतं, पण आम्ही ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतो. आणि म्हणजे फेल झाल्यावर आता काय करणार ना पाहुणे तर समोर उभे आहेत.
अरे बापरे! हां. हां, <chuckles> हो. अगदी छान. अच्छा. हो. हो ना, तेच म्हणून म्हटलं की ऐनवेळी काय करायचं अशा वेळी? तुमचं म्हणजे सुदैवच आहे की जवळ एखादी हॉटेल आहे, तुम्हाला काहीतरी बॅकअप म्हणून. नाहीतर खूप तारांबळ उडते हो, अशावेळी परत म्हणजे सगळं बनवायचं म्हणजे म्हटलं तर.
<chuckles> काय करावं? अगदीच. हो, ना. नाही, नाही. आम्ही एकदा जर फसलं, तर फसलं. आम्ही जास्त म्हणजे त्याच्यात कष्ट घेत नाही मग हं.
<laughs> अरे वाह! छानच आहे. बरं अ, जर समजा एखाद दिवशी तुम्हाला खूप फार कंटाळा येत असेल की आता काहीच बनवायची इच्छा नाहीये मग तेव्हा?
तर तेव्हा तर देवाने आपल्यासाठी मॅगी बनवलंय, तर तेव्हा मॅगी म्हणजे आपला जीव नेहमीच वाचवतो आणि घरात आम्ही भरपूर स्टॉकसुद्धा ठेवतो मॅगीचा, पण असं आम्ही बघितलं, की जेव्हा असं कधीच काही म्हणजे बनवायचा मूड नसला आणि मॅगी जरी आपण म्हंटलं, नाही का असं खूप मैदा आहे, असं खाऊ नाही वगैरे, तर अशा वेळेला आम्ही भेळ करतो.
अच्छा. हो का? हो, हो. अरे वाह! छान.
तर भेळेत कारण भेळेची बाकीची काय सामग्री असते, गोड चटणी, तिखट चटणी ती कायम आमच्या फ्रिजमध्ये असते. ती संपल्यावर आम्ही दुसरा बॅच बनवून ठेवतो.
हो. अरे वाह! छान. अ
आणि होतं कसं, की आजकाल इतकी सोय झालीये, की भेळ बनवायचा आपण बोललो जरी, तरी ब्लिंकीट उघडायचं आणि पटकन त्या भेळेत काय, काय, काय, काय टाकायचं आहे ते ॲड केलं, तर 5 मिनिटात ते सगळं सामान घरात येतं. 10 मिनिटात भेळ तयार होते. हो.
हो. हो. खूप छान. हो, अगदी बरोबर. पण हे जे आता तुम्ही म्हंटले, की तुमचं तर पूर्ण म्ह म्हणजे म्हणता येईल, की लक्ष याच्यावरच असतं, की किती छान तुम्ही त्याला प्रेझेंट करताय डिशला किंवा मग अ, प्लेटिंग किती छान करताय. तर मग आता तुम्ही त्याचं महत्व मला पहिले सांगितलं. मग त्याच्यात अ, रंग, सुगंध हाही एक पार्ट येतो, की ते तेवढं आकर्षक पाहिजे. मग एखादी अ, साधी पद्धत सांगणार का तुम्ही, की ज्याने हे अजून खुलवता येईल आपल्याला प्रेझेंटेशन आपलं?
सजवू शकतो. हो. हो ना. नक्कीच, नक्कीच. हो. तर आता रंग आणि सुगंध या दोन्ही गोष्टी बाजारात मिळतात. त्या आम्ही घेतल्याही आहेत आणि आमच्या फ्रिजमध्ये अजूनही आहेत. त्या आम्ही वापरणं टाळतो कारण रंग म्हणजे अगदी तुम्ही अर्धा थेंब जर लाल रंग एखाद्या भाजीत घातला तर ती छान ढाब्यासारखी चमचमीत भाजी दिसते. तर आम्ही म्हणजे आणि आणि तुम्ही बघा अ, एक बिर्याणी एसेन्स नावाचा एक प्रकार मिळतो. तुम्ही साध्या भातात एक थेंब तो बिर्याणी एसेन्स टाका. पूर्ण सोसायटीला कळेल की तुमच्या घरी बिर्याणी बनते म्हणून.
हो. हो. हो ना. हो का? अरे, बापरे, असंही असतं का काही?
असंही असतं सांबाराचा असतो सांबार एसेन्स असतो म्हणजे तुम्ही साध्या वरणात टाका असं वाटेल पूर्ण सोसायटीला वाटेल तुम्ही आज छान सांबार केलाय. पण कुठेतरी आपल्याला वाटतं, की हे धोकादायक आहे. <smacks lips> कारण ते कुठले केमिकल घालतात त्याच्यात ते आपल्याला माहित नसतं ना तर मग अ हो तर आम्ही हौशीने हो ना.
अरे! हो का? हो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही केमिकल्स म्हणजे अ, तेच म्हणून म्हटलं, की नाही मला हा प्रकार नव्हता माहिती, हे खरंच नवीन न शिकायला भेटलं मलाही एसेन्सचा आतापर्यंत मसालेच वापरलेत मी पण. एसेन्सही यायला लागले म्हणजे आधुनिकताच झाली ही त्यात आणि अ, जर आपण म्हणू, की आपलं जे पारंपरिक मराठी काही पदार्थ आहेत ते आणि काही आता पाश्चिमात्य पदार्थ यांचं जर काही मिश्रण केलं तर मग म्हणजे एक फ्युजन म्हणतो ना आपण मिश्रण तसं म्हणजे काही प्रयोग केलेत का तुम्ही तसे?
हो, ना हो, ना. हो, ना. अगदीच. तर एक प्रयोग आम्ही खूप केलाय आणि तो आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. प्रकार आहे वडापाव. तो आपण सगळेच खातो.
हो. हो.
तर आता असतं कसं तर आजकाल आपण जर बघ बघतो बाहेर तर नुसता वडापाव नाही मिळत, शेजवान वडापाव मिळतो, चीज ब्लास्ट वडापाव मिळतो, मेयोनेज वडापाव मिळतो. तर आम्ही आजकाल असंच करतो कारण साधा वडापाव मी खालनं घेऊन येतो आणि मग त्याच्यात नाही काही या सगळ्या सॉसेस वगैरे तर आजकाल रेडीमेड मिळतात, फ्रिजमध्ये असतातच. तर आम्ही छान जेवायच्या वेळेला म्हणजे एका अ, पावावर शेजवान चटणी टाकतो, थोडं मेयोनेज टाकतो, एखादी चीजची स्लाइस टाकतो आणि परत ते तेव्हा आम्ही मायक्रोवेव्हमध्ये वगैरे परत गरम करतो, तेव्हा इतके सुंदर म्हणजे 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव जेव्हा आम्ही टेबलवर ठेवतो, सगळ्यांनाच भूक लागते.
हो. हो. हो ना. अरे वाह! <chuckles> अगदी, छान, एवढे मस्त आणि म्हणता येईल, की एवढे चमचमीत चविष्ट पदार्थ समोर असल्यावर कोणाला खावं नाही वाटणार. खूप सुंदर म्हणजे स्वयंपाक म्हणजे रोजच्या एका जीवनातली कलाच आहे आपली आणि तुम्ही ती एकदम उत्कृष्ट अ, पणे मांडली, की कसं बनवा, कसं प्रेझेंट करा किंवा काय छोटे-मोठे टिप्स त्याच्यात वापरा, की ज्याने ते अजून रुचकर होईल. अ, खूप सुंदर असं तुम्ही एक अ, म्हणता येईल त्याला, की स्वयंपाकाची कला दाखवली, की कशी पाहिजे. अ, स्वयंपाक करत रहा. असेच प्रयोग करत राहा. मीही काहीतरी आता तुमचं ऐकून प्रयोग करणार आहे, <chuckles> इसेन्स वापरणार आहे. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप छान वाटलं तुमच्या ह्या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स ऐकून. अ, नक्कीच मी त्या फॉलो करेल. अ, तुमचे खूप-खूप आभार. धन्यवाद.
हं, हं. नक्कीच. हो ना. नक्कीच. हो ना. नक्कीच, नक्कीच. आपले पण खूप-खूप धन्यवाद.